हो आणि काय होतं ना, की बाहेरच्या रूममध्ये पण कधी-कधी पाहुणे येतात आणि शहरात आमचं घर लहान असल्यामुळे जेव्हा घरी काही असा सण असं असतो, का प्रसंग असतो तर तेव्हा इतके भरपूर पाहुणे येतात तर त्यांना कुठे झोपायची जागाची सोय करावी. सगळेच काही बेडरूममध्ये जाऊन नाही झोपू शकत. मग त्यासाठी आम्ही बाहेर लिव्हिंग रूम आमचा खूप मोठा आहे. तर तिथे आम्ही सोफा कम बेड ठेवला आहे तर तो काय होतं, की अ, पाहुणे आले किंवा आजी-आजोबा आले तर तो सोफा कम बेड आम्ही बेडमध्ये कन्व्हर्ट करून ठेवतो तर ते डबल बेड सारखीच मोठी जागा होते तर 2 जण त्यावर आरामात झोपू शकतात.
हां. हां, हां. <chuckles> बरोबर आहे. नाही, नाही, बरोबर आहे ना. हो. बरं. अच्छा. हां, हां. बरं. बरं, बरं, बरं. मग अ, आता असे जे फर्निचर्स असतात की जे मल्टीपर्पज किंवा बहुउपयोगी असतात तर ह्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं का, की त्यांचं टिकाऊपणा किंवा सुरक्षितता आपण जे म्हणतो तर ती व्यवस्थित असते का किंवा जर आपल्याला असं घ्यायचं आहे तर त्याच्याबद्दल आपण किती बघितलं पाहिजे सुरक्षितता किंवा टिकाऊपणा?
टिकाऊपणा तर आपण जर म्हटलं ना, तर ते चांगल्या क्वालिटीच जर आपण फर्निचर विकत घेतलं किंवा बनवून घेतलं. तर ते खूप वर्ष टिकतं म्हणजे वर्षानुवर्ष ते अजिबात खराब होत नाही. अ, म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देते. माझ्या मुलासाठी मी स्टडी टेबल घेतलं होतं आणि ते स्टडी टेबल ॲडजस्टेबल आहे म्हणजे त्याची हाईट तुम्ही वर-खाली करू शकता. तर तो लहान असताना आम्ही घेतलं होतं तर तेव्हा ते आम्ही लो हाईटवर ठेवलं होतं, कमी हाईट त्या हाईट प्रमाणे मग जस जसा तो मोठा होत गेला आणि त्याची हाईट वाढत गेली तर ते टेबलची उंची आम्ही वाढवत गेलो आणि तो आजपर्यंत ते टेबल वापरतोय आणि त्याच्यात अजिबात काही खराबी आली नाही. तर ते वर्षानुवर्षे टिकूनच आहे.
हं, हं. बरं. बरोबर. अच्छा. बरं. अच्छा, अच्छा. हां, हां, हां, हां. अच्छा, अच्छा. खूपच छान म्हणजे तुम्ही घेतानाच म्हणजे तुम्ही घेतानाच फ्युचरचा विचार करून घेतल्यामुळं पुढं त्याची अडचण आली नाही. तर काहीतरी काही लोकं काय करतात ना, की घेतात त्यांना घेताना खूप छान वाटतं. पण त्यांना हे कळत नसतं, की कालांतराने समजा मुलांच्या बाबतीमध्ये जसं तुम्ही सांगितलं, की मुलांची उंची वगैरे वाढणार आहे तर याचा विचार ते करत नाहीत आणि मग नंतर ते अ, अडगळीचं सामान बनून जातं. खूपच छान. मग अ, आता जर हो, हो, हो.
हो ना, तर हे खूप उपयोगी मला वाटतं, की एक अ, असं छानसं फर्निचरचं पीस भेटलं आम्हाला.
<chuckles> बरोबर आहे. खूपच छान. मग आता अजू अजून भरपूर पर्याय असतात ना, की कधी-कधी म्हणजे काही फर्निचर तुम्ही मग जे अगदी मल्टीपर्पज देखील तुम्ही बनवून घेऊ शकता कारपेंटरकडून किंवा मग अ, काही-काही असे रेडीमेडदेखील मिळतात आणि अगदी तर आता तर Amazonमध्ये तर तुम्हाला भरपूर म्हणजे चाइनीज प्रॉडक्ट म्हणा किंवा असे प्रॉडक्ट्स मिळतात, की जे आपल्याला तर नेमकं आपल्याकडे पर्याय भरपूर असतात. पण मग त्यातला आपण नेमका कोणता पर्याय निवडला पाहिजे असं तुम्हाला वाटतं?
हो.

हो ना, म्हणजे आपण अ, त्याला ना एक कन्व्हर्टिबल असं बनवू शकतो. म्हणजे त्याच टेबलाखाली स्टोरेजही असते आणि त्याल फोल्डेबल असतं. म्हणजे जर का तुम्हाला जास्त पाहुणे वगैरे आले, तर तुम्ही ते उघडून असं मोठं टेबलासारखंही करू शकतात. म्हणजे पाहुण्यांना तुम्हाला जे काही चहा-नाष्टा वगैरे द्यायचा आहे किंवा बसून त्या टेबलाअवतीभवती बसून तुम्हाला गप्पा मारायचे आहे, कोल्डड्रिंक, चहा वगैरे घ्यायचं असेल, तर ते तुम्ही करू शकता. तर असं बहुउपयोगी एक फ स फर्निचरचं सेंटर पीस जर तुम्ही घेतला ना, तर त्याची तुम्हाला खूप अ, फायदा होईल. तुम्हाला स्टोरेजही भेटेल आणि ते अ, बहुउपयोगी पण आहे ना, त्याचाही फायदा होईल.
हां, हां, हां. बरोबर. अच्छा. हां. हां, हां, हां. बरोबर. हां, हां. बरोबर आहे निश्चित. खूपच मस्त सांगितलं तुम्ही. म्हणजे आणि आता दुसऱ्या म्हणजे काही-काही फर्निचर जे असतात ना, तर अ, अं, आपण म्हणतो ना की ते प्लास्टिक असतात, अ, किंवा असं मटेरिअलच्या असतात की जे पर्यावरणाला एवढं अं, हे नाहीये पर्यावरण अ, काय अ, इको-फ्रेंडली, इको-फ्रेंडली नाहीयेत. तर मग अशा वेळेला असे आपल्याला ते स्वस्तात मिळतं म्हणून ते घेणं कसं वाटतं तुम्हाला? किंवा त्याऐवजी आपण इको-फ्रेंडलीच घेतलं पाहिजे, दोन पैसे जास्त लागले तरी, तर ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे?
हो. इको-फ्रेंडली नाहीयेत. हं. म्हणजे मला असं वाटतं ना की जितकं आपल्याने होऊ शकतं ना, तितकं आपण आपल्या पर्यावरणाचा बचाव केला पाहिजे. आणि अं, जे इको-फ्रेंडली मटेरिअल आहे, त्याचंच फर्निचर किंवा घरची बाकीची वस्तूही त्याचीच घेतली पाहिजे. आणि जर का तुमचं तेवढं बजेट नसेल, तर मग तुम्ही प्लास्टिकची वस्तू घेऊ शकतात, पण फक्त एवढं आपण लक्षात ठेवावं की प्लास्टिकची कोणती वस्तू जेव्हा आपण त्याचा उपयोग करून झाला आपला किंवा का ते तुटली-फुटली असं काही झालं डॅमेज झालं, तर ते व्यवस्थितपणे ते रिसायकलिंगसाठी तुम्ही द्यावं. म्हणजे त्यानं काय होतं की तुम्ही असच अ, इथे-तिथे तुम्ही ते फेकू नये. म्हणजे पर्यावरणाचं पण लक्ष तुम्ही ठेवता आणि त्या वस्तूचाही चांगला पुन्हा उपयोग करू शकतात रिसायकलिंग करून. हो.
बरोबर आहे. हां, हां. बरोबर. हां, हां. हं. हां, बरोबर. बरोबर, बरोबर. अ, हां. पुनर्वापर होतो. निश्चित, खूपच छान! मग अंतिम चेकलिस्ट तुम्ही काय सांगू शकाल का? की असं आपल्याला जे मल्टीपर्पज फर्निचर जे निवडायचं असेल तर अ, असं काही चेकलिस्ट तुमची आहे का किंवा तुम्ही काही सांगू शकाल का?
हो, म्हणजे बहुपयोगी फर्निचर ना खूपच अ, कामाची वस्तू आहे आणि खूप फायदे होतात त्याचे. म्हणजे एकतर तुमची कमी जागा असेल तर तुमची जागा वाचते आणि त्याचे खूप काही वेगवेगळे उपयोग असतात. आणि फक्त एवढंच लक्षात घ्या की हे फर्निचर घेताना तुम्ही एखाद्या चांगल्या डीलरकडून घ्या. म्हणजे एखाद्या चांगल्या ब्रँडकडून घ्या किंवा एखाद्या चांगल्या कारपेंटरकडून स्वतःहून लाकूड किंवा जे काही मटेरिअल तुम्हाला बनवायचं असेल, ते तुम्ही घ्या. म्हणजे चांगला कारपेंटर किंवा चांगला ब्रँड, हे दोन गोष्टी तुम्ही मेन लक्षात ठेवायला हवे.
हो, खरं आहे, त्यांचं. <chuckles> बरोबर. बरं. हो, हो, हो. बरं. अच्छा.